हो, हो. आपल्या इथेच नाही तर परदेशात सुद्धा हे गाणं खूप वाजतं बरं का झिंगाट. <chuckles>
तर लोकांनी ओह! <chuckles> म्हणजे सैराटनं जगाला वेड लावलंय म्हणायचं!
हां, तेच म्हटलं, याड लागलं गं, याडं लागलं. <chuckles> हां.
<chuckles> खूपच याड लावलंय झिंगाटने संपूर्ण जगाला. तुम्हाला काय याड लावलंय त्याने? काय वाटतं आहे?
हां. मला ॲक्चुअली मला माझं आवडतं जे गाणं आहे ना, ते माझं आहे, अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागला. हे गाणं मला खूप आवडतं. हां.
हं, हं. बाप रे! अच्छा.
आणि ह्या गाण्याशी म्हणजे काही आठवणी अशा जुळलेल्या असतात ना आपल्या?
मग अ,
अ, तसं तसं आहे. हं, हं, हां.
हो, बरोबर ना. अच्छा. मग जरा गाण्याचे थोडे सुरुवातीचे बोल सांगाल का? एक कडवं म्हणजे जेणेकरून, आपण पुढे जाऊया आपला संवाद.
अच्छा, अच्छा. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागला, अंगणी माझ्या मनाचा मोर नाचू लागला. या गाण्यात जे मनाचं मोर आहे. ही ओळ इतकी छान आहे ना, की ती एकदम मनातला मोर खरंच नाचायला लागतो. आपल्या मनामध्ये इतक्या गोष्टी असतात आणि या गाण्याने आपल्याला एकदम अशी म्हणजे एक ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये.
हां, हां.
असं छानच आहे म्हणजे हे गाणं. तुम्ही ऐकलं का कधी?
हो. बघा ना. मी ऐकलं नाही मी तुमच्याकडनं ऐकलंय पण मला पण माझ्यान कधी ऐकलं हे गाणं तुम्ही?
अच्छा. <chuckles> आ, ॲक्चुअली मी लहान होती ना, तेव्हा आमच्याकडे अ, रेडिओ असायचा. अ, ते रेडिओवर हे गाणं लागायचं आणि मग मला ते गाणं आवडायला लागलं.
हां. अरे वाह, वाह, वाह! हं.
अरे वाह! म्हणजे रेडिओवरती ऐकलत गाणं? आणि खरंच सांगू? मला पण रेडिओवरती गाणी ऐकायला खूप आवडतं.
हां. आधीपासून हां. आणि तेव्हा कसं होतं की आपल्याला सगळं काही म्हणजे अ खूप आवडतात ना हां.

<chuckles>
हो, हो. हृदयी जागा तू अनुरागा या असं प्रीतीला या देशील का? हे गाणं मला आठवतं प्रेमाचं म्हटलं की. ऐकलंय का तुम्ही हे गाणं कधी?
खरंच आ
हृदयी जागा, तू अनुराग, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. असं विचारल्यावर असं प्रश्न विचारल्यावर समोरचा व्यक्ती होच म्हणेल. <laughs> हे गाणं ऐकून.
हो? बोला केव्हा. बोला, बोला प्रेमाच्या गाण्यावर बोला ऐकायला आवडेल मला. आता एवढा छान अनुभव शिकवलं का असं कुणाला?
<chuckles> अ, नाही, नाही, मी सांगत आहे आपलं एक सहज सांगत आहे, की तुम्ही प्रेमाचा विषय काढला म्हणून मी म्हटलं, की प्रेमासाठी जर एखाद्या मुलीने हे गाणं गाय गायलं तर तो निश्चित मोठी व्यक्ती होच म्हणेल, की "हो मला तुझी तुझा जीवनसाथी व्हायला आवडेल." असंच म्हणेल. असंच मी असं मी म्हणते आहे. <chuckles> असं होऊ शकतं. <chuckles> अ, हां, म्हणत म्हणावं, हां. पण खरं म्हणजे गाणं जुनं आहे, पण त्या गाण्याची गोडी फार अवीट आहे, कारण लता मंगेशकरांनी गायलं गाणं गायलेलं आहे. तर हे गाणं खूपच छान आहे. त्याच्यातले शब्द खूप छान आहे. हां, ऐका तुम्ही गाणं हे तुम्हाला समजेल.
<chuckles> मध्ये प्रेम पण असतात आणि वेदन वेदना पण असतात. हां. <chuckles> तर आपला सल्ला असावा, की हे गाणं म्हणत जावा. <chuckles> हो. हो ना, बघा ना क हो, आपण असं म्हणू शकत नाही, गाणं जुनं काय की नवीन काय? पण त्या गाण्यामध्ये जे काही सांगायचं तो मेसेज आज पण तेवढाच जिवंत आहे. तेवढीच ऊर्जा आहे त्यामध्ये.
हां. हं. एवढाच हो. गाण्यामुळे आपण सहज लोकांपर्यंत पोहचू शकतो आणि आपले विचार आपण त्यांच्यापर्यंत सांगू शकतो.
हो, हो. खरंच. हो, बरोबर. हो, खरंच ना तुम्ही गाण्याबद्दल एवढं छान सांगितलं आणि मला माहिती आहे तुम की गच्ची मदत प्रेमाच्या गोष्टींचा सल्ला दिला. खरंच, खूपच छान अनुभव आहे तुम्ही आम्हाला सांगितलात. मला तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं आणि मज्जा आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसायला पण आलं. 2-4 गाण्यांना उजाळा मिळाला. खरंच खूप-खूप धन्यवाद.
हं, हं <chuckles> हां, हां मजा आली ना? <chuckles> हां. हं. धन्यवाद. हो. छा